हो.
मग तुमचं काम काय अ, म म्हणजे असं कमर्शियल आर्टिस्ट वगैरे सारखं आहे का?
नाही, कमर्शियल आर्टिस्टसारखं नाहीये पण कसं म्हणजे कधी-कधी जेव्हा आपण अ, इमेजेस वगैरे म्हणजे प्रेझेंटेशन वगैरे बनवतो. तेव्हा अशी अपेक्षा असते की छान चित्र म्हणजे ते दिसायला खूप प्लेझंट असलं पाहिजे. तर अ, बऱ्याच ठिकाणी म्हणजे Pinterestवर आपण पाहिलं तर खूप छान चित्र असतात. म्हणजे चित्र म्हणजे लोकांनी म्हणजे अगदी स्केच सुद्धा जे आपण करतो. आणि बऱ्याच वेळा ते आपल्याला वापरता येतात म्हणजे काही-काही कार्टूनसारखे पण स्केच असतात. तर अ, तर खूप तर खूप जड प्रेझेंटेशन असलं, तर असे मध्ये-मध्ये जर कुठले असे हलके-फुलके इमेजेस घातले तर मग लोकांनाही बरं वाटतं. नाहीतर उगीचच कोणीतरी बोल, बोल, बोल, बोल, बोलून स्लाइड पुढे नेतोय, लोकांचं लक्ष वेधून घ्यावं म्हणून आपल्याला अशी काही गोष्टी वापरता येतात.
ओह सो इंटरेस्टिंग. हां, हां. हो. <chuckles> हं, हं.